आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये, आपण आता जे आहे ना, की डिजिटल युगामध्ये आलेलो आहेत आणि हे डिजिटलायझेशन आपलं फार वाढलेलं आहे, असं मला वाटतं आणि आता आपण काय आहे ना, की शक्यतो ऑनलाईन पेमेंट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सगळेच वापरतात. पण मला असं विचारायचं आहे, की मी ऑनलाईन खोटी माहिती तुम्ही कशी ओळखता? की जेणेकरून जे आता अ, बऱ्याचवेळा आपल्याला ऐकायला भेटतं, की भरपूर काही फ्रॉड होत आहेत, कसं ओळखायची ऑनलाईन माहिती? काय सांगता येईल?
हो. हो. हो, अ, अग् अगदी महत्त्वाचं आहे हे कारण जसे फोन स्मार्ट झाले तसे हे चोरही स्मार्ट झाले आणि फोन्सच्याही पुढे कसे जातील हे बघत असतात ते. तर मुळात को ऑनलाईन कुठलीही बातमी आली तर मी जास्त विश्वास ठेवतच नाही. कारण अनेक स्त्रोत असतात बघा ना, एक तर आपण फोनमध्ये जर आपला Chrome Browser जरी उघडला, तरी तिथे कितीतरी अशा बातम्यांचे ठोकळे आलेले असतात, एक-एक-एक-एक, दोन-दोन-दोन-दोन, तीन-तीन, तर अनेक वेळा असं काहीतरी लिहिलेलं असतं जे आपण पटकन वाचतो आणि आपल्या डोक्यात राहतं दिवसभरात पण आपण त्याच्या खालची त्या वेबसाईटची यू-आर-एलच बघत नाही बऱ्याच वेळा आणि ती भलतीच असते, ती म्हणजे अशी नामांकित किंवा विश्वसनीय नसते जशी Times of India म्हणा, Indian Express म्हणा किंवा eSakal असं नसेल, तर आपल्याला हे पटकन समजणं अवघड होतं कारण ते अगदी छोट्या अक्षरात लिहिलेलं असतं आणि वरती अशी मोठी काहीतरी भडक बातमी दिलेली असते, की अ, "या-या शहरात 9 बिबटे सापडलेत." असंही एक बातमी आली होती एकदा. तर आपल्याला खरं वाटू शकतं ते, नाही का? पण म्हणजे सर्वात मुख्य मी काय बघतो तर त्याचा स्त्रोत काय आहे अन् कुठून आलंय.
अगदी बरोबर. अगदी बरोबर. अ, याच्यावरचं एक उदाहरण द्यायचं झालं ना, मला आता रिसेंटचे आठवतं ते अ, आपले फिल्म ॲक्टर आहेत धर्मेंद्र. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्यावेळेस होते तसे आणि नेमकं झालं असं, की ती बातमी आली आणि ते चांगल्या न्यूज चॅनलनं दिली हो, त्यावेळेस. त्या अँकरनं की त्यांचं निधन झालं म्हणून आणि ते लगेच एवढ्या झपाट्यानं पसरल, हो. नंतर एवढं झपाट्यानं पसरली ती आणि ते झालं असं की जेव्हा नेक्स्ट टाईम परत ते घडलं, तर बऱ्याच वेळा असं ऐकायला आलं. पण त्यावेळेस तो विश्वासच बसत नव्हता.
ओह! हो, हो माहिती आहे. हो, नंतर तिच्याच फोटोला हार लावले होते ना, लोकांनी. <chuckles> हो, खरंच. ते वाघ आला, वाघ आलाच्या कहाणीसारखं झालं ते आणि अ, म्हणजे ज काही जणांनी तर असे मीम्स पण बनवले की 2000 वेळा गेले धर्मेंद्र, या एका आठवड्यात, आपल्या समोर असं झालं. त्यामुळे, म्हणजे स्रोत जरी विश्वसनीय असला तुमचं उदाहरण खूपच छान होतं तरी अं, मला असं वाटतं, की अं कुठल्यातरी विश्वसनीय व्यक्तींनी जेव्हा ते ट्वीट केलं ना, तेव्हा मला विश्वास बसला. म्हणजे एका बॉलीवुड सेलिब्रिटी ने पहिल्यांदा बहुतेक करण जोहर या डायरेक्टर ने ट्वीट केला, की ते गेले म्हणून. तेव्हा मी अ, ठरवलं की नाही ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा आणि हे बरोबर सांगतायत जे काही सांगत आहेत.
हो, नक्कीच. हो, नक्कीच. अच्छा. अगदी बरोबर. पण मला एक असं विचारायचं आहे, की आता काय आहे ना, की अ, जसं तुम्ही सांगितलं, की यू-आर-एल आपण बघायचं. ही तपासणी खरंच करायला पाहिजे आपण कारण ते काय होतं, ते नावानी येतं, बरोबर हे सकाळ बातमी, ठीक आहे. पण त्याचे खरंच बघायला पाहिजे, की खरंच ते सकाळनीच दिली का म्हणून. पण याच बाबतीत आता काय होतं ना, की बरेच काही फोटोज आणि व्हिडिओज, एआयच्या मदतीनं बऱ्याच काही असे चेंजेस करून ते त्याच्यावर पोस्ट होतात आणि फोटोज आणि इमेजचं कसं असतं ना आपण आपल्याला वाचण्यापेक्षा, बातमी वाचण्यापेक्षा, आपण ह्या गोष्टींवर कसं पटकन चालल्या जातो, किंवा पटकन भरव विश्वास ठेवतो. मग अशा वेळी ते कसे तपासायचे, हे फोटोज आणि व्हिडिओज खरंच, की प्रॉपर सो सोर्सनं आहेत, ओरिजिनल आहेत, की मग याच्यामध्ये काही करण्यात आलेलं आहे?
हो. हो. हो. अगदी. अ, 2 गोष्टी आहेत. अ, म्हणजे अनेक गोष्टी आहेत, छोट्या-छोट्या, ज्या मी तरी तपासतो, त्या मला सांगायला आवडतील. एक तर खाली लोगो असतो. दरवेळेस कोणत्याही एआय अ, वापरून अ, बनवलेला चित्राचा किंवा व्हिडिओच्या खाली. किंवा जर तो लोगो पुसला असेल किंवा क्रॉप केला असेल, तर दुसरं म्हणजे अ, आपण जर बारीक लक्ष देऊन बघितलं, तर कधी-कधी त्या अ, कॅरेक्टरला 6 बोटं असतात एका हाताला. असं अशा छोट्या-छोट्या चुका असतात किंवा त्याचा हात अचानक पुढे असतो, अचानक मागे जातो आणि जर 2 जण गळ्यात पडत असतील तर ह्याचा गळा इकडे येतो, त्याचा गळा तिकडे येतो. तर हे आपल्या उघड्या डोळ्यांनीही आपण तपासून पाहू शकतो. त्याचबरोबर अ, म्हणजे हे झाले त्यांच्या शरीराबद्दल किंवा चेहऱ्याबद्दल. अ, किंवा काही वेबसाईट असतात, जिथे आपण हे व्हेरिफाय नक्कीच करू शकतो. म्हणजे एक रिव्हर्स अ, चेक अशी मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती पण आपण ते चित्र जर त्या वेबसाईट्सवरती टाकलं तर आपल्याला लगेच कळतं, की हे कितपत खरं आहे, नाही. कारण प्रत्येक जे-पी-जी किंवा कोणतीही फाइल असेल, पी-एन-जी फाइल असेल किंवा एम-पी-फोर फाइल असेल ना, तर त्याच्या आत ती माहिती असते कंपल्सरी, की हे काय वापरून जनरेट केलेलं आहे. म्हणजे आपण जर PicsArt वापरून जरी अ, एखादा फोटो बदलला, एखादा फोटोच्या मागचा एखादा माणूस आपण डिसअपियर केला किंवा डिलीट करून टाकला, तरी त्या फोटोच्या आत ती माहिती स्टोअर केली जाते, की त्यात एआय वापरलेला आहे. तर ती माहिती कोणीच कधीच काढून टाकू शकत नाही, त्यामुळे आपण असे रिव्हर्स इंजिनिअर करून ते फोटो तिकडे अपलोड करून तपासू शकतो.
अच्छा. अच्छा. हं. फार छान म्हणजे हे खरच उपयोगी पडल नाही, नाही हे खरंच उपयोगी पडू शकतं. रिव्हर्स इमेज म्हणून आहे बहुतेक मला असं वाटतं की ऐकण्यावरून.
आणि म्हणजे कोणीही करू शकतं अगदी अवघड नाहीये ते. हो. हो, हो. बरोबर.
अगदी बरोबर. मग अ, मला एक असा प्रश्न आहे. आता हे जे आपलं चर्चा चालू होतं बोलणं, हे व्हिडिओचं काय झालं ना, की मी आज एक व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये एक व्यक्ती विमानातून प्रवास करतो आणि तो म्हणतो की हे बघा, की मी तुम्हाला आहे ना, आता एक दाखवतो. आता मी आहे ना या ते कैलाश पर्वत असे कुठून तरी जात असतो, तो एक्चुअली आणि हे बघा, म्हणे, "मला विश्वास नाही होत आहे, बघा कोण दिसतंय" म्हणे. आणि मग तो मोबाईलन झूम करून दाखवतो आणि त्या डोंगरावर हनुमान जी दिसतात उभे राहिलेले.
हां. अरे बाप!
<chuckles> तर सुरा अ, 1 सेकंडसाठी तर माणसाला शॉक बसतो ना की अरे बाबा, खरंच असं कसं काय घडलं? काय झालं? मग नंतर थोडासा विचार करू कसं शक्य आहे?
बघा ना. अय हो.
म्हणजे हे धार्मिक भावना झाल्या किंवा मग लोकांना बेवकूफ बनवण्याचं काम आहे हे असे. असे बरेच काही असे येतात, ते त्याच्यामुळे मी ते विचारला होत तुम्हाला. मला एक आता विचार असं अ, विचारावसं वाटतं की, कोणते रेड फ्लॅग्स आहेत की आपल्याला ते छोटे-मोठे, आपल्याला काय होतं ना, संकेत देताय, संकेत देतात, की बहुतेक ही माहिती खोटी आहे आणि आपण याच्यावर जे आहे सविस्तर विचार करायला पाहिजे, असं काही क्लिक होतं का?
अगदी. हो, हो. नक्कीच. हो, हो, नक्कीच. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. एक म्हणजे WhatsApp वरती कोणत्याही मेसेजच्या वर जर फॉरवर्डेड मेनी टाइम्स असं असेल आणि ते अनेक बाण असतील, तर म मी आधी सर्वात विश्वास नाही ठेवत त्या बातमीवरती किंवा ते जे काही आलंय त्यावरती आणि मग नंतर विश्वास ठेवायचा का नाही? याच्यावर विश्वास करतो किंवा विचार करतो. कारण फॉरवर्डेड मेनी टाइम्स, अनेक वेळा लोकं विचार न करता ते पुढं ढकलतात आणि कधी-कधी असंही असतं ना की हे फॉरवर्ड नाही केलंत, तर तुम्हाला पाप लागेल, श्राप लागेल, असं काहीतरी असतं, म्हणून ते फॉरवर्ड करतात.
अच्छा. हो, भरपूर होता. चांगली बातमी पाहिजे तर फॉरवर्ड करा नाहीतर विनाश होईल असं होईल, तसं होईल. <chuckles>
हो फॉरवर्ड करा. हो अगदी. ते असू शकतं किंवा कोणतीही जर लिंक आली आणि त्यात एक शॉर्टन्ड U-R-L असेल, म्हणजे अ, मोठी U-R-L काहीतरी असेल, मोठ्या वेबसाईटची आणि त्याऐवजी फक्त T.ME म्हणजे अशी कुठली तरी Bit.ly अशा जर लिंक असतील खाली, तर मग मला थोडासा डाऊट येतो अ, किंवा असं वाटतं की नाही काहीतरी खोटी किंवा बनावटी असू शकते बातमी किंवा चुकीची लिंक असू शकते. जेणेकरून आपले पैसे जाऊ शकतात किंवा आपल्या फोनमध्ये व्हायरस येऊ शकतो, जो आपल्या पिन वगैरे काढून घेऊ शकतो. तर लिंक असलेल्या बातम्या, हे एक संकेत आहे किंवा रेड फ्लॅग्स आपण म्हणू शकतो. ती ही अशी लिंक ज्याच्यात H-T-T-P-S नाही आहे, हे पण मी खूप जास्त महत्त्वाचं अ, समजतो. कधी-कधी अ, वेबसाइट्सवरती फक्त H-T-T-P असेल, तर ती सिक्युअर नसते आणि अ, इनसिक्युअर असते त्यात, म्हणजे आपण जरी आपला पासवर्ड टाकला, तरी इंटरनेटवरती तो दिसू शकतो. आपला पासवर्ड, म्हणून H-T-T-P-S असणं, अ, त्या वेबसाईटला एक सर्टिफिकेट असणं, S-S-Lचं ते महत्त्वाचं अ, समजतो मी आणि म्हणून त्या U-R-Lमध्ये इथं H-T-T-P-S असलं पाहिजे. हे हे 2-3 रेड फ्लॅग्स मला वाटतात आणि त्याचबरोबर असे व्हिडिओस जे येतात ना, जे आपण टू गुड टू बि ट्रू म्हणू शकतो ना, तसे व्हिडिओ, म्हणजे अ, तुम्हाला माहिती आहे का असे-असे इकडं, तुम्ही क्लिक केलं लिंकवरती किंवा ह्या वेबसाईटवर गेलात, तर तुम्हाला ₹100,000 मिळू शकतात किंवा हे चक्र फिरवा, जुगाराचं आणि स्पिन केल्यावर तुम्हाला पैसे मिळतील. तर हे अगदी सोप्पा रेड फ्लॅग आहे.
अच्छा. हो, हो, हो. सेम, सेम अगदी बरोबर. हो, हो मी खरंच विचार करण्यासारखं आहे. पण आता काय होतं ना की आपल्याला ठीक आहे, पण आता घरात वयस्कर व्यक्ती असतात, लहान मुलं असतात, मग ते काय होतं ना, की तेही आता सो सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने वापर करतात घरातले वयस्कर व्यक्ती, त्याचे सगळेच वापर करत आहेत चांगल्या पद्धतीनं. पण मग अशा लोकांबद्दल काय होतं थोडीशी भीती वाटते हो की असे काही लिंक आले, काही क्लिक केलं अन् काही झालं, कारण की त्यांना एवढं नाही समजत. मग अशांना मग अशा ह्या घरातल्या वयस्कर व्यक्तींना किंवा मग असे जे व्यक्ती की ज्यांना थोडीशी माहिती कमी आहे, यांना मग कुठल्या पद्धतीने सांगायला पाहिजे किंवा काय टिप्स त्यांना द्यायला पाहिजे?
हो. अगदी. हो, हो खूप महत्त्वाचं आहे. माझी आई मला अनेक वेळा अशा काहीतरी <chuckles> WhatsAppवरच्या बातम्या सांगत असते आणि मी इथेच बसून ओरडत असतो तिच्यावर, नको सांगत जाऊ मला WhatsApp वरचं काहीच. कारण WhatsApp वरची बातमी खरी नसते, असं मी म्हणत असतो. पण ही बरोबर पद्धत नव्हे, अर्थात मी तिला सांगतो, "की जर वर्तमानपत्रात आलं असेल तर मी ते खरं मानेन. आणि जर ठीक आहे तू मला सांगितलंस की WhatsAppवर हे आलंय, तर सांग काही प्रॉब्लेम नाही. पण मग आपण विश्वास नको ठेवायला, पेपरमध्ये नाही आलंय बघ." हे मी तिला म्हणतो. पेपर जरी वाचला नसेल त्या दिवशी तरी मी म्हणतो की नाही अ, ज्या काही विश्वसनीय वेबसाइट्स आहेत किंवा न्यूज चॅनल आहेत तिथं आलंय का? हे आपण तपासूया आणि तेच धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बाबतीतही बरंच झालं होतं, की दोन तीन वेळा मला म्हटली की असं-असं झालंय, असं-असं झालंय. आणि तिच्या अनेक चांगल्या-चांगल्या तिच्या शाळेतल्या ग्रुप्समध्ये पण अशी बातमी येत होती. लोकं अगदी चित्र वगैरे पाठवत होते त्यांचं हार घातलेला, पण ते नव्हतं घडलं अजून. तर मी म्हणालो, की "नाही जोपर्यंत एखाद्या एक्टरची किंवा एखाद्या दिग्दर्शकाची अ, ट्वीट नाही येणार ना, x.comवर मी विश्वास नाही ठेवणार त्यावर." त्याचबरोबर वर्तमानपत्र पण वर्तमानपत्राचं कसं आहे की आजची बातमी उद्या येते ना, तर उद्यापर्यंत थांबावं लागतं. म्हणून ऑनलाईन Googleवरती ही विश्वास आपण नाही ठेवू शकत आजकाल. फक्त x.comवरती जे कोणी ब्लू टिक मार्क असलेले वेरिफाइड लोकं आहेत, त्यांच्याकडून जेव्हा येईल तेव्हा मी ते खरं समजेल असं मी म्हणतो, म्हणजे खास करून WhatsAppच्या बातम्यांबद्दल.
<chuckles> अच्छा. <chuckles> हो ना. बरोबर. अगदी बरोबर आणि ते Googleचंही तुम्ही आता बोललात ना तर मला असं विचारायचं आहे, की बऱ्याच वेळा काय होतं ना, की असं काही समजा आता काही असा काही माहोल चालू आहे किंवा अशी काही परिस्थिती चालू आहे आणि जेणेकरून काय होतं माहो अ, प्रत्येक व्यक्ती काय होतं, Googleवर थोडंसं सर्च करत असतो. जसं क्रिकेट आहे. बरोबर. क्रिकेटचा स्कोअर आहे, याच्या व्यतिरिक्त अजून काही दुसरं असेल समजा ती अ, काय होतं ना? त्यादिवशी तो सर्च जास्त होतो.
हो. हो. हो.
कुठली छोटी-मोठी गोष्ट असतात. एक हलकीशी गोष्ट सांगतो की ड्राय डे. बरोबर. ड्राय डे कधी को आज ड्राय डे आहे का? नाही आहे? असं ते सुट्टीच्या दिवशी असं बऱ्याच काही सर्च करतात. त्यावेळेस काय होतं ना Googleवर बरेच काही असे स्टार्टिंग फर्स्ट, सेकंड, थर्ड सर्चमध्ये, जसं मी नंबर शोधायला गेलो की मला कॉल मला ह्या बँकेचा असा नंबर पाहिजे आणि शक्यतो त्या बँकेचा जो नंबर असतो ना तो ओरिजिनल वेबसाईट ती येते 4थ्या, 5व्या, 6व्या नंबरला अन् 1ल्या नंबरला येते ते असे फ्रॉड नंबर येतात म्हणजे ते ॲक्चुअली, की असं माहिती द्या अन् मग तिथून मग ते सत्र सुरू होतात की फोन येणं, मेसेज येणं की हे झालं का तुम्हाला? असेही-तसेही असं बरंच होतं. मग त्यावेळेस कसं ओळखायचं? म्हणजे कारण की बऱ्याच व्यक्ती काय होतं? एवढं डिटेल नाही बघत. जसं फर्स्ट स फर्स्ट सर्च, फर्स्ट कम तिथून प्रिफर करतात.
हं. हां. हो, हो, बरोबर. हो. हो, अगदी. हो, लगेच अ, बघतात. त्यावर विश्वास ठेवतात. अगदी बरोबर उदाहरण दिलं तुम्ही. अ, त्यावेळेस मी काय करतो ना, अ, एकतर म्हणजे हे माहिती असतं की सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमुळे होतंय ते एसईओ आहे त्या वेबसाईटमध्ये. माझ्या स्वतःबरोबर झालं होतं. थायलंडचा मला विझा काढण्याआधी एक टी डॅक झालंय आता. एक डिजिटल अराइवल कार्ड मागतात ते. पण ते अ, विनामूल्य आहे. फुकट देतात ते. आपण 3 दिवसांआधी भरायचं असतं जाण्याच्या तर त्यांच्या ऑफिशियल गव्हर्नमेंटची वेबसाईट जी होती .co.th अशी वेबसाइट होती. त्यावरती विनामूल्य होतं ते आणि माहिती होतं की तीच खरी-खरी ऑफिशियल वेबसाईट आहे. Googleवरती शोधूनच सापडली होती. पण त्याच्याही वरती एक फ्रॉड वेबसाईट आली होती. जे म्हणत होते की तुम्हाला एक 200 रुपये भरावे लागतील. पण मी जसं आधीही म्हणालो की https नव्हतं http होतं आणि .com होतं शेवटी. तर .com असेल तर आपण थोडीशी एक अ, शंका घेऊ शकतो. नक्कीच जर .govn.in नसेल आपल्या भारतातल्या वेबसाईटसाठी असं तर कितीतरी वेळा आपली ती नंबर प्लेट बदलायचं एक आलं होतं ना, की तुम्ही अ, ऑफिशियल नंबर प्लेट लावा. त्यातही फ्रॉड केलेत लोकांनी. तर डॉट अ, ते जे काही परिवहन गव्हर्नमेंट .in असेल तरच विश्वास ठेवला मी. पण बाकीच्या वेबसाइट्सला एकदम साइडला टाकून दिलं. जरी वर आल्या त्या, त्यामुळे सर्चपेक्षा त्या लिंककडे किंवा URL कडे बघणं महत्त्वाचं असतं अशा वेळेस.
अच्छा. अच्छा. हो, हो. <chuckles> अगदी बरोबर. नाही, अगदी बरोबर आणि ते जसं तुम्ही सांगितलं ना, ते नंबर प्लेटचं आणि जसं तुमचं विजाच सांगितलं, काय होतं आर बऱ्याच वेळात असं वाटतं पटकन काम होतंय आणि एकदम रक्कम फार क्षुल्लक असते ती, तर आपल्याला असं वाटतं, की जेन्युइन असेल, की ₹50 ₹100 ₹200 तर माणूस असं क्लिक नाही होत लवकर माणसाला. हा एक त्याचा माइंडसेट म्हणजे एवढा माइंडसेट करून ते बनवलेलं असतं त्यांनी समोरच्या व्यक्तींचा, की माणूस न कळत त्या खोट्या माहितीवर विश्वास ठेवतच ठेवतो.
हो. अगदी. हो. आणि आणि होतातच ह्या गोष्टी. कळत नकळत जरी टेक्निकल नसलं, तरी मला असं वाटतं, की पैसे मुळात देण्यापूर्वी किंवा आपली कोणतीही माहिती ऑनलाइन देण्यापूर्वी ही शंका घ्यावी, की ती बातमी खोटी कदाचित असू शकते.
अगदी बरोबर. फार छान पद्धतीने सांगितलं तुम्ही आणि मला खरंच फार अ, पटल्या. बऱ्याचशा गोष्टी पटल्या आहेत मला, की खरंच असं होतंय म्हणून आणि नक्कीच मला तुमच्याशी बोलायला पुन्हा आवडेल. खरंच मनापासून आभार आणि खूप-खूप धन्यवाद तुमचे.
धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून.